अ, एक खूप छान आत्ता रिसेंटली मूवी आला आहे 'वेड' नावाचा. तो वेड साऊथ अ, इंडियन म्हणजे जे आहे ना ते तिथूनच तो आलेला आहे आणि तोही मी पिक्चर बघितला आणि वेड पण बघितलं. तर वेडमध्ये त्यांनी काय केलंय ना, की त्याच्यापेक्षा चांगला इफेक्ट दिलेला आहे. जे म्हणजे कॉन्ट्रास्ट वगैरे म्हणा किंवा जे व्यक्तिरेखा जे आहेत ना ते अजून वाढल्या आहेत. तर अ, काय होतं ना, की दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे येतात ना, त्यावेळेला एक तर प्रॉब्लेम काय येतो ना, की बजेटचा एक इश्यू असू शकतो. मराठीत अ जेव्हा आपण चित्रपटाचा विषय घेतो ना. बजेटची चंचण असते आणि त्याच्यामुळे मग बरेच सीन्स वगैरे म्हणा किंवा ते तसे शूट होत नाहीत. जसे त्यांचं कारण बजेट खूप जास्त असतं. तर मग ते एक तर होत नाही. दुसरी गोष्ट अशी होती, की आपल्याला अं, मराठी मूल्य पण दाखवायची असतात पिक्चरमध्ये. तर मग काही-काही वेळेला आपण ते दाखवायला किंवा आपल्याला खूप जास्त असं वायलेन्स वगैरे दाखवायला आवडत नाही. अजून पण तेवढे मराठी डिरेक्टर वगैरे तेवढे डेअरिंग अजून त्यांच्यामध्ये नाही आहे, की असं काहीतरी दाखवतील. तर मग थोडंसं मूळमुळीतपणा येतो कधी-कधी. मला वाटतं, की ते अन् ठीक आहे थोडंफार आपलं दाखवू शक पण लक्षात घ्या, की ते पिक्चर चांगले चालतात. म्हणजे असं काही नाही, की ते चुकीचं आहे. आता जसं, की माहेरची साडी म्हणजे आता दुनियादारी पिक्चर आला. तर तो पण एक अडॅप्टेशन होता. म्हणजे सुहास शिरोळे यांच्या कादंबरीवरती होता.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. काय बोलता म्हणजे दुनियादारी अडॅप्टेशन होतं.
हो, हो. अ‍ॅडॉप्टेशन आहे ते. ते पुस्तकच आहे दुनियादारी नावाचं. तर मग आणि माहेरची साडी, म्हणजे माहेरची साडी हां पिक्चर आपल्याला वाटतं अरे, मराठी पिक्चर आहे. पण तो गुजराती पिक्चर वरून आपण रिमेक केलेला आहे. तर त्यांनी त्या काळी पंचवीस करोड वगैरे हे केलेलेत.
अच्छा. हं, हं, हं. अच्छा. काय बोलताय हे तर माहीतच नव्हतं ओ.